हां. खूप वेळेला ना हिम्मत व्हायची नाही, की मी जर बोलायला गेली तर समोरचीला मी आवडेन का? कारण की मी तर राहते येड्या गबाळ्यासारखी की बाबा हा पंजाबी ड्रेस आहे, तो चष्मा आहे, एक वेणी घातली. नाहीतर कधीतरी अंबाडा घातला. तर ही माझी स्टाईल होती की बाबा एकदम साधी, सिंपल. म्हणजे असंही बोलायला कमी नाही की मी शहरात राहूनसुद्धा, असं वाटायचं की गावाकडून आलीये का ही? <chuckles> हां. हं.
हो. हो ना. हां, हां. अरे बापरे! मग बघा ना जशी आता तुम्ही मला तुमची स्टाईल सांगितली पंजाबी ड्रेस, अ, डोळ्यांवरती चष्मा, कधी अंबाडा तर कधी वेणी. मग आता तुमच्या स्टाईलमध्ये काय बदल झालेला आहे? काही 1-2 उदाहरणं देणार मला? काही सांगा ना ते अनुभव? कशी तुमची स्टाईल बदलली?
हां. हां. हं, हो. हो, हो. हं. हो ना. अ, आता तर खूप बदलली आहे म्हणा. आता मी जीन्स, पॅन्ट किंवा टॉप्स घालते. आता चष्म्याच्या बदली लेन्स वापरायला लागले की लेन्स लावायचे. अगोदर ती ही भीती वाटायची की नाही आता लेन्स वगैरे नाही लावायचे किंवा चष्माच खूप कम्फर्टेबल फील व्हायचं मला. मी ते बघूनच घाबरायचे की डोळ्याला कसा कोणी हात लावू शकतो किंवा ते लेन्स काढताना ते डोळ्यात हात डोळ्यात हात घालून, तो चिमटा घेऊन ते लेन्स काढायचे? बाप रे! कसं डोळ्याला कोणी हात लावतं कारण की आपल्याला बाबा जरा डोळ्याला काय लागलं, खुपलं-बिपलं तरी लगेच भीती वाटते किंवा जळजळतं वगैरे ना. सहन होत नाही. मग ही लोकं तर
आहा! वाह, वाह, वाह! वाह! हो ना? हो ना. हो ना. मग तुम्हाला पण असं झालंय का काही अनुभव, असे तुम्ही जे लेन्सेस वगैरे आता सांगता ते लावले तेव्हा तुम्हाला त्रास झाला?
अ, हो. हं, हं, हं, हं. हो. सुरुवातीला अ, जेव्हा मी कॉलेजला गेली ना त्याच्यानंतर 11वी 12वी तर काढली मी अशीच की सा साधी सिंपल राहून पण त्याच्यानंतर जेव्हा सोशल मीडिया वगैरे आलं आणि त्याच्यानंतर ना माझे माझा भाऊ वगैरे आहे ना, ते बोलायला लागले की "काय तू अशी राहते? जरा बदल. स्टाईल घे जरा, लेटेस्ट बन." आता बघ, किती-किती मुली, छान-छान कपडे घालतात किंवा कशा राहतात एकदम टिप-टॉपमध्ये तशी तू पण रहा. काय हे तू कसं वेड्या-गबाळ्यासारखी राहतेस? कशी राहते? जरा नीट रहा. बोलायला शिक मुला-मुलींसोबत. रुळ एकमेकांशी बोल." असं म्हणजे ना मग सारखे बोलायला लागले, त्याच्यानंतर मग मी सोशल मीडियावरती असे रील्स बघायचे किंवा अ, सगळे फोटोस असतील म्हणा काय-काय, काय-काय असं बघत राहायची. मग त्याच्यावरती ना. हं.
हो का? हं. हं, हं. हं. हं. <chuckles> बरोबर. हं, हं. बरोबर ना? <chuckles> हो. मी तेच तुम्हाला विचारत होते आता. का हा बदल ज जो तुमचा बदल झाला ते लेन्सेस वगैरे लावले. तुम्ही डायरेक्ट पंजाबी ड्रेस सोडून डायरेक्ट जीन्स, पॅन्ट, कुर्तीवरती आल्यात. मग हा बदल तुम्ही स्वतःच स्वतःच्या पसंतीने केला का Instagram, Youtube बघून, Tiktokवरचे ट्रेंड्स. आता खूप जरा जास्तच चालू आहे, ते प्रभावित झालेलं आहे. मग कसं झालं? का मित्र म अ, मैत्रिणींनी सांगितलं?
हं. <chuckles> हो. हं, हं. हो ना. हं.